हां, तर अ, स्पेशल म्हणजे कसं? हे अ, आमची अ, यंग पार्टी म्हणजे जे आमचे भाऊ लोक आहेत ना, अ, त्यांच्यासाठीच मी बनवली होती नॉनरेज नॉनव्हेज रेसिपी बनवली होती ती. <chuckles> असं म्हणजे त्याच्यामध्ये मग अ, चिकनचे स्टार्टर वगैरे केले होते, मग ते सगळ्यांनी एन्जॉय केले. फ्राय केले होते ते चिकन शोरबासारखे असे केले होते आणि काही-काही चिकन सिक्स्टी फाईव्ह असे केले होते आणि मग ते स्टार्टर एन्जॉय केले आणि तसे बार्बेक्यूसारखं पण थोडं केलं होतं. मग ते अ, त्यांना तंदूर फ्लेवर ते असं छान वाटलं खायला आणि आम्ही थंडीचे दिवस होते, बाहेर असा बार्बेक्यू केलेला <chuckles> लॉनमध्ये फार एन्जॉय केलं म्हणजे मस्त.
हां, हां. ओके. <chuckles> अच्छा. ओह, ओके. हां. हां. हां. अच्छा, वाह! <chuckles> म्हणजे प्रॉपर कोळश्यावर वगैरे का, ग्रिल वरती वगैरे केलं?
हो. हो, हो, तसा बार्बेक्यूू मांडला होता मी तिथे बाहेर. मग छान वाटलं
वाह! भारी-भारी. म्हणजे त्याच्यात मग असं फुल फ्लेज तुम्ही अ, स्टार्टर आणि असं अ, काय म्हणतात कबाब्स आणि हे ते टिक्का असं सगळं केलं होतं का?
हो, हो, चिक हो, स सगळं केलं होतं आणि मेन कोर्स पण केला होता म्हणजे चिकन अ, चिकन मसाला, तांबडा पांढरा रस्सा असं केलं होतं मी त्यावेळी हां, मग ते पण
हां. हो, फारच, फारच टेस्टी.
आणि एन्जॉय केलं म्हणजे स्टार्टर प्लस मेन कोर्स असं झालं होतं. ते जेवण मला एकदम आठवतं. असं. मग <chuckles> असं पाहुण्यांसाठी तर जनरली असतं आणि घरच्या लोकांचं साधंसुधं काही हवं ते बनवायचं. मग थालीपीठं वगैरे पण आवडतात आमच्याकडे, तर मग कधी-कधी नुसती थालीपीठं बनवायची, चटण्या आणि मग नुसतं भात-आमटी चालू शकते ना. मग त्यावेळी तुम्ही काही भाजीच बनवा, पोळ्याच बनवा असं काही नसतं, आमटी बनवा किंवा काही वरणच करा असं काही नसतं. म्हणजे अशा शॉर्ट मील पण चालू शकतात आमच्या घरामध्ये असं, हां.
हां. हो. हां, हं. हो. हं. हो. हं, हो. हो. बरोबर. घरी, घरा घरी बनवायसाठी. हो, फारच छान म्हणजे तुमचे तर अ, ते वांग्याची रेसिपी तर मी नक्कीच ट्राय करीन आणि खूपच खूपच छान!
हो, हो, हो. हो, हो, नक्की करा, चटकदार आणि चवदार वांग नक्की आवडेल तुम्हाला. हां.
हो, हो आणि म्हणजे इन जनरल तुमच्या टिप्स वगैरे ऐकून खूप छान वाटलं. धन्यवाद.
हो, मला सुद्धा तुमच्याशी बोलून छान वाटलं. धन्यवाद.